मग तुम्ही अ, असं होतं ना नेहमी, की पाहुणे आले तर मग तो किचन सेट काढायचा जो फक्त पाहुण्यांसाठी असतो. तेच ग्लास काढायचे जे पाहुण्यांसाठी असतो. हा ना, आपण कधीच त्याला नाही घेत कारण की ते आपल्यासाठी नसतात, ते पाहुण्यांसाठी. असं तुमच्या घरातदेखील होतं का?
नक्कीच. बरोबर. हं, हं. हो, हो. आवर्जून म्हणजे कसं ना, पाहुणे आल्यानंतर काहीतरी आपल्याला नाविन्य हवं असतं किंवा आपल्याकडे ते पाहुणे आले तर आपल्याला असं वाटतं ना, की त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल असायला हवं. मग पाण्याचे ग्लास म्हणा, चहाचा कप, की काही इतर भांडी. तर अ, मग ते पाहुणे येतात. मग आपण ते जपलेली भांडी किंवा मुद्दामून फक्त पाहुण्यांसाठीच म्हणून जी ठेवलेली असतात ती काढतो. म्हणजे थोडंसं वेगळं फील असतं रोजच्यापेक्षा, नाही का. चहा तोच असतो. चव पण चहाची तीच असते, पण कप वेगळे म्हणजे आपल्याला काहीतरी स्पेशल वाटतं, नाही का.
<chuckles> बरोबर. अगदीच हं. हं, हं, आहे. हं, हं. अ, हो, हो. बरोबर. <chuckles> मग कप वेगळे. <chuckles> कप वेगळे असतील. क्या बात है! क्या बात है! मग असं पण होत असेल ना, की त्यांच्यासाठी असं. कारण की असतात ना, की जसे पाहुणे तसे डिशेस बनतात आपल्या घरात. म्हणजे शॉर्टटर्म पाहुणे असले तर समोसे किंवा काही जिलेबी वगैरे, असं काहीतरी आणतात. छान आपल्या आवडतीचे पाहुणे असले तर मग त्यांच्यासाठी मस्त चमचमीत जेवण वगैरे. तर त्याप्रकारे काही असतं का? पाहुण्यांचा स्वागत त्यांच्या, त्यांच्या स्वभावानुसार होतं का? <chuckles>
बरोबर. हं, हं. <laughs> हो, हो. आता हां, काय? <chuckles> नक्कीच म्हणजे पाहुण्यांना पण चॉईस असते ना जेवणामध्ये. त्यांना कोणाला गोड आवडतं, कोणाला तिखट. त्यातल्या त्यात फक्त जेन्ट्स असतील तर त्यांना चिकन. मग जेवण करून जाणार असेल तर त्यांना चिकन, मटण पाहिजे असतं. म्हणजे पाहिजे म्हणजे आपल्याला असं वाटतं, की त्यांना हे आवडेल बा कदाचित. स्त्रिया असतील तर त्यांना गोड, तेलकट पदार्थ वगैरे अशा प्रकारचं, नाही का. आमचंही तसंच असतं. जर का पाहुणे आले आता ते जर का थोड्या वेळासाठीच असतील तर म्हणजे अगदी चहा झाल्यानंतर मग नाश्ता बनवायचा. नाश्त्यात काय करायचं, की अ, आता पाहुण्यांकडे जर का फार असा वेळ नसेल तर घरीच आपल्याला झटपट बनवता येईल असं पोहे म्हणा, उपमा किंवा अजून काही. आणि त्यातल्या त्यात म्हणजे बाहेरून काही आपल्याला लवकर बोलावता येत असेल काहीतरी त्याच्या सोबतीला गोड म्हणा किंवा असं तेलकट काहीतरी, स्पाइसी, चटपट ज्याला म्हणूया असं. आताच हे झालं, पाहुणे जर का म्हणजे लगेच जाणार असेल तर. आता पाहुणे जर का मुक्कामी असेल 1-2 दिवसासाठी तर मग आपण मात्र खाण्यात म्हणजे त्यांना गोड पदार्थ. आता याच्यातही मला कधी-कधी गंमत वाटते हां.
हं, हं, हं. हं, हं. बरोबर, हं, हं. हं. हं, हं, हं.